तर लहानपण म्हटलं म्हणजे आपल्या खूप गोड आठवणी असतात. म्हणजे नाही का इतका साधा काळ होता. म्हणजे आपले मित्र पण इतके म्हणजे साधे होते जवळचे होते. तर त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं हा माझा सगळ्यात आवडता म्हणजे गोष्ट होती. की म्हणजे शाळेतनं आल्या-आल्या आधी पटपट अभ्यास संपवायचा जेणेकरून नाही का, संध्याकाळी आपण सगळ्यांना भेटू शकू आणि अगदी तासभर का होईना त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळू शकू. तर हे मी खूप करायचो लहानपणी.
वाह, वाह! क्या बात है. म्हणजे तुम्हाला लहानपणी क्रिकेट फार आवडायचं, की आत्ताही आवडतं?
हो. आजू आत आताही खूप आवडतं पण खेळत नाही मी आता खेळायची संधी एवढी मिळत नाही. आता बघतो फक्त.
वाह वाह! मिळत नाही हं. कारण आता आपल्या लहानपणी तसे मैदानं भरपूर होती. अ, त्यामुळे आपल्याला खेळणं तसं शक्य होतं. आता ते मैदानं खूपच कमी झाली आहे. मग बरं, मग हा खेळ जो तुम्ही खेळायचा कुठे खेळायचा मैदानात खेळायचा, गल्लीत खेळायचा की अ, आणखी काही तुमची व्यवस्था होती खेळण्याची.
हो ना. नक्कीच. तर आमची कॉलनी होती आम्ही एका कॉलनीत राहायचो. आणि कॉलनीच्या मध्येच एक छोटसं ग्राउंड होतं. आणि त्या ग्राउंडच्या अवती-भोवती सगळ्यांची घरं होती. म्हणजे त्यामध्ये कॉमन जागा अशी होती ती तर ती जागा काय फार मोठी नव्हती. पण आम्ही काय करायचो एका भिंतीवरच नाही का खडूनी आम्ही स्टंप लावायचो म्हणजे चित्र काढायचो स्टंपचं आणि दुसरा स्टंप आहे तिथे फक्त एक साधी वीट ठेवायचो तर तेच आमचं पिच मध्ये तोच प्रकार व्हायचा. आणि
अच्छा. ओके. हां अच्छा, अच्छा. हो, हो, हो, हो. वाह, वाह! हं. बरं. ओके बरं.
आणि तर तेव्हा व्हायचं कसं की ज्याच्याकडे बॅट असेल तो राजा असायचा त्या खेळाचा. कारण ज्याची बॅट म्हणजे तो म्हणतो, "मला बॅटिंग द्या तरच मी माझी बॅट देईन." तर बऱ्याचवेळा असं व्हायचं की आम्ही टीम-टीम बनवून जेव्हा खेळायचो तेव्हा छान मजा यायची. सगळ्यांना खेळायला वगैरे मिळायचं. तर आम्ही छोट्या-छोट्या मॅच सुद्धा खेळायचो म्हणजे 5 ओव्हरच्या, 10 ओव्हरच्या. आणि खूप मजा यायची कारण प्रत्येक जण असं नाही का प्रयत्न करायचा की आपण खूप चांगला बॉल टाकावा का, कोणाला आउट करावं. तर अशा ह्याच्यात खूप म्हणजे थोडी स्पर्धाही व्हायची आणि मजाही यायची खेळताना.
हो, हो, हो, हो. देणार. हो, हो. हं. अच्छा. अ, बरं, बरं. हं, हं, हं. हां, हां. हां, तो खेळ फार तसा गांभीर्याने खेळलं जायचं जसं काही आपण इंटरनॅशनल क्रिकेट खेळतो, तशीच एक फिलिंग असायचं ते हो. हं. वाह, वाह! आणि त्या प्रसंगातली एखादी खास आठवण तुम्हाला आहे बा, की हा प्रसंग घडला होता. यावेळी असं झालं होतं, असं काही एखादा खास प्रसंग.
नाही हो नाही. अजिबात नाही.

तर बऱ्याच लोकांना, म्हणजे ज्यांना खेळायचं असतं, त्यांना अगदी क्रिकेटचे क्लास लावायला लागतात. की काय-काय नाही, का क्रिकेट अकॅडमी, अशा भरपूर प्रकार निघाले, जिथे मुलं जाऊन क्रिकेट खेळतात. तर बऱ्याच लोकांना ते जमत नाही. तर अशा वेळेला लोकं नाही का आपल्या गल्लीतच लहान मुलं थोडीफार खेळतात. पण शहरातली मुलं आजकाल मी पाहिलंय, की बॉक्स क्रिकेट नावाचा एक प्रकार आलाय. म्हणजे एक अ, छान, म्हणजे एक जाळी लावून, एक छोट्याश्या जागेत जाळी लावतात आणि तो बॉल सुद्धा एक मशीन असते. ती सतत बॉल टाकत राहते. आणि त्याच्यावर समोरच्यानी उभं राहून बॅटिंग करत राहायची. आउट झाल्यावर पुढचा माणूस येईल. तर आजकाल शहरांमध्ये बॉक्स क्रिकेट हा प्रकार खूपच म्हणजे लोकं खेळतात. हो.
हो, हो, हो. खेळतात. बरोबर. खेळतात. हो, हो, हो. हं. हं. हां, हां. ओके, ओके. हां. प्रकार. हो, हो, हो. तर त्याला टर्फ पण असा पण शब्द आहे का बहुतेक? आहे ना? टर्फ.
हां, म्हणत असतील पण लोकं तेच आजकाल म्हणजे नाही का एक दुसर पा मी बघितलंय की बॉक्स असं बॉक्स म्हणतात. हां.
हां. हं. बॉक्स असतात, हां. जाळी लावलेली असते चारी बाजूने. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. आणि आजची जे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, तुम्ही त्यांना काय म्हणाल, की अ, जर क्रिकेट खेळायचं असेल, तर कशा आम्ही असं खेळायचो आणि तुम्ही कसं खेळलं पाहिजे, असं काय तुम्ही सांगू शकाल त्यामध्ये?
जाळी लावलेली असते, हो. आधी तर मुलांना आपल्याला हे सांगायला लागेल की तुम्ही प्लीज खेळा. तुम्ही घराच्या बाहेर निघा. कारण आजकाल मुलांना म्हणजे फोनवरच खेळायचं असतं. म्हणजे इतकं व्यसन लागलंय त्यांना, की जर बाहेर जाऊन तुम्ही खेळा म्हंटलं की त्यांना असं नकोसं काहीतरी होतं.
हो, हो, हो, हो. हो ना. हो. कंटाळाच येतो त्यांना बाहेर जायचा. हो. हो, हो.
कंटाळाच येतो. तर मी त्यांना म्हणतो, "तुम्ही थोडं बाहेर निघा घराच्या, थोडी धावपळ करा, तुम्हाला आवडेल तर खेळा, पण असं घरात बसू नका." हे मी पहिला सल्ला देतो मुलांना. आणि दुसरा सल्ला म्हणजे जर तुम्हाला खरंच त्या खेळात म्हणजे इंटरेस्ट आहे, तर बोला. कारण आजकाल पालकही म्हणजे त्यांना बरीच जाण झाली आहे, की आपल्या मुलाला जर स्पोर्ट्समन बनायचंय, तर तेही खूप म्हणजे प्रोत्साहन देतात वेगवेगळ्या क्लासेसमध्ये वगैरे. अगदीच, अगदीच. तर खरंतर आणि पालकांनी पण असं पाहिलं, की आपल्या मुलाला म्हणजे नाही का, बघूनच कळतं की हा खरंच छान खेळू शकतो. तर टाकावं अशा क्रिकेट अकॅडमीमध्ये म्हणा किंवा कोचिंगमध्ये म्हणा, जिथे त्यांच्या खेळाचा विकास होऊ शकतो.
अगदी बरोबर आहे. हं. तर अ, हां. प्रोत्साहन देतात. लहानपणापासूनच तयारी सुरू करतात ते पण. हो. बरोबर, बरोबर. हो. विकास होऊ शकतो. बरोबर, बरोबर. वाह! खूपच छान. म अ, तुम्ही ह्या ज्या काही आठवणी सांगितल्या, प्रसंग सांगितले, यामध्ये मलाच असं तू अ, थोड्या वेळासाठी असं वाटलं की मी जसा लहान झालोय की काय? आणि मलाही आठवलं, की आम्ही शाळेच्या ग्राउंडच्या पाठीमागे खेळायचो. ते त्या घटना अशा सगळ्या अशा डोळ्यासमोरनं माझ्या हं, जायला लागले. हो, हो. खूपच छान वाटलं मला. आणि जे लहानपणी तुम्ही कुठला खेळ खेळायचे, कुठला आवडायचे, कसे खेळायचे आणि तो प्रसंगही खूप छान वाटला मला. माझ्या <chuckles> लहानपणाची आठवण करून दिली. अ, तुम्ही इतका वेळ दिला, इतके छान बोललात, तर अ, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप थँक यू. पुन्हा भेटूयात. पुन्हा नक्की बोलू. धन्यवाद.
हो ना. हं. हो ना. आल्या. नक्कीच. आपले पण खूप खूप धन्यवाद.